लहानपण म्हटलं की खूप साऱ्या आठवणी आपल्याला आठवत असतात. जसं की आपल्या मामाचा गाव म्हणा किंवा लहानपणी खाल्लेले खाद्यपदार्थ. तर अ, तुम्हाला असा एखादा पदार्थ आठवतो का जो की खास खूप खास आहे तुमच्यासाठी?
हो. तर असं म्हटलं ना, की तर आपला भारत अ, जो देश आहे, तो खाद्यसंस्कृती आणि आपल्याकडे जे पदार्थ आहेत, त्याच्यासाठी म्हणजे त्याचं विशेष कौतुक आहे की आपल्याकडे
बरोबर. अगदी बरोबर.
प्रत्येक कोसावर असो किंवा 10-10 किलोमीटरने ना संस्कृती बदलत जाते बघा, जेवणासाठी.
बरोबर.
आणि खाद्यपदार्थ पण कोणाच्या घरी एका विशिष्ट पद्धतीने बनवले जातात. कोणाच्या घरी अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवले जातात.
बरोबर आहे.
आणि मला आठवतंय अं, आमचे जे शेजारी होते ना, अ, तर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीतनं त्यांच्या गावी जायचो.
अच्छा. हं, हं.
5-10 दिवसांसाठी कारण त्यांचं गाव कोकणात होतं.
अरे वाह!
तर अ, ती एक छान आमची ट्रिप होऊन जायची. आणि आम्ही सगळे मस्त ती ट्रेन पकडायचो. 12 तास प्रवास करायचो मुंबईवरून, आणि गावी गावी जाऊन पोहोचायचो. अ, लांजा म्हणून त्यांचं गाव होतं आणि त्याच्यामध्ये एक छोटं अजून अ, होतं गाव. तर आम्ही तिथे पोहोचायचो. आणि इतकं छान मजा यायची. कोकणातला तो परिसर ती झाडं
अरे वाह! हां, हां. अच्छा. हं, हं. हं, हं,
हो, ती काजूची झाडं आणि त्या आजी आमचं एवढं छान स्वागत करायच्या, सगळ्यांना एवढं छान मनापासून सगळं बनवून द्यायच्या आणि कोकणामध्ये ना, एक विशिष्ट प्रकार बनवतात घावण म्हणून.
अरे, हो. घावण. अच्छा.
हां. आणि तुम
मग तो कसा बनवला जातो?
अ, तसं ना, तर अ, जे तांदूळ असतात आणि जुने तांदूळ बरं का? नवीन तांदूळ घ्यायचा नाही त्याला.
जुने तांदूळ. हं, हं.
आणि ते जे तांदूळ आहेत ना, ते आदल्या दिवशी भिजवून ठेवायचे. म्हणजे जवळ-जवळ तुम्ही 7-8 तास भिजवून ठेवायचे. मग त्याच्यामध्ये ओला नारळ अ, थोडंसं आलं एक मिरची. मिरची नाही घातलीत तरी चालेल. पण म्हणजे हां, हां, हां ऑप्शन म्हणू शकता तुम्ही. आणि नारळ घालायचं त्याच्यामध्ये. ते तांदूळ असं मस्त वाटून घ्यायचं आणि आपलं दूध असतं ना
अच्छा. हं. अच्छा, ऑप्शनल आहे ते? अच्छा. हां.
तशी त्याची कन्सिस्टन्सी त्याचं त्याचं असं पाणी म्हणजे असं, असं वाटलं पाहिजे की हे दूधचं आहे आणि ना एक विशिष्ट दूध
अच्छा. पातळ ठेवायचं?
हां, हां, हां आणि एक ना भांडं असतं म्हणजे अ, लोखंडाचं त्याला भिडं म्हणतात.
भिडं, हां, मी ऐकलंय भिडं.
हां, तर ते भिडं गरम करायचं आणि चुलीवर मी खरं सांगतेय तुम्हाला इतकी मजा
वाह! वाह! <chuckles> चुलीवरच्या म्हणजेचं पदार्थांचं काही नावचं म्हणजे त्याला काही तोडचं नाही म्हटलं तरी चालेल.
औरचं, त्याची काही लज्जतचं और आहे आणि ना ते छान असं म्हणजे त्या आजी इतकेच अ, त्याला अगोदर तेल लावायचं आणि कांदा ना मध्ये कापायचा.
बरोबर बरोबर. अच्छा मधातून. म्हणजे हां, ते दांडीवरती आणि असं पकडून ना?
हां, हां आणि ते पकडायचं त्याच्यावर ती बरोबर म्हणालात तुम्ही, त्याची ते शेंडी येते ना कांद्याची ती पकडायची आणि तो असं ते त्या भिड्यावर असा 1-2दा फिरवायचा.
हां, हां. बरोबर.
म्हणजे तुम्ही विचार करा आणि मग त्याच्यावर ते दुधासारखं जे मी तुम्हाला सांगितलं की ते आपलं जे आपण अ, तयार केली आहे पेस्ट तांदळाची. ते त्याच्यावर टाकायचं. आणि त्याची छान अशी जाळीदार घावणं तयार होतात आणि खरं मी सांगू अ, अ, तसं म्हटलं ना तर ते जो अ, कांदा आहे ना, तो पण ऑप्शनल आहे पण जर तो तुम्ही लावला.
हां, हां. हां. हं, हं.
तर मस्त त्या क्रिस्पी त्या कांद्याचा वास आणि तो एक त्याची एक चव येते बघा.
माझ्या तोंडाला पाणी सुटलंय तुम्ही जे सांगत आहे ना, ते मी विचार करत आहे. <chuckles> म्हणजे अशी एक चूल आहे, त्यावरच एक मस्त तवा गरम आहे तुम्ही जे भांड्या म्हटलं ते आणि त्यावर असं कोणीतरी मस्त गरम-गरम असं बनवत आहे आता खायला मिळणार याची वाट बघते मी.
<laughs> हो, हो. हो आणि खरं मी सांगू का आणि त्याच्याबरोबर मस्त नारळाची चटणी, त्याच्यामध्ये ओला नारळाचा कीस आहे. थोडं म्हणतात ना, आलं, खोबरं, लसूण आणि मस्त कोथिंबीर ती, म्हणजे त्यांचं अंगण होतं ना, तिथे ते कोंब कोथिंबीर लावायच्या त्या आजी.
हं, हं. अरे वा! म्हणजे तिथूनच तोडा आणि तिथेच बनवा मस्त.
हां. आणि नारळसुद्धा त्यांच्या, म्हणजे समोरच ते शेती होती तिथून आणायचे ते.
अरे वाह!
सगळं ऑर्गनिक.
सगळ्यांबरोबर.
इतकी मजा यायची आणि आम्ही सगळे असे गावी असल्यामुळे ना, असं पंगत किंवा सगळ्या ओळीने असं बसायचो.
बस. हां हां.
आणि 2न्ही चुलीवर म्हणजे अ, चूल अ, म्हणजे ते 2 असायचे त्यांच्याकडे, तर 2 भिडे ठेवायच्या त्या आजी. आणि एकावेळी 2 करायचे घावणे आणि पटापट, पटापट.
हां, हां. भारी. <chuckles> खायला वाढायचे मस्त गरम-गरम सगळ्यांना.
हो, गरम, गरम मस्त मज्जा. आणि त्या नारळाच्या चटणीसोबत ते खायचे. म्हणजे खरंच म्हणजे देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, आता आता त्या नाहीयेत.
अरे. <chuckles> बरोबर. हां, हां.
पण मला लहानपणी हं हा जो पदार्थ खाल्लाय ना आणि त्याची जी आठवण आहे आणि त्यांच्या हाताची चव
हं.
म्हणजे असं काही तसं म्हटलं ना तर काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, की मोदक बनवायचे आहेत ती पुरणपोळी बनवायचे आहेत. अगदी साधी सोपी सरळ रेसिपी याची.
बरोबर. हं, हं. बरोबर.
पण म्हणतात ना ते, सुगरणीच्या हाताला जी चव आहे. ती तुम्ही नाही आणू शकत.
<chuckles> अगदी, अगदी बरोबर. आणि कसं ना प्रत्येक व्यक्तीचा एक पदार्थ असतो, तो स्पेशल असतो. म्हणजे त्या तो पदार्थ त्यांच्याच हातून ठीक वाटत असतो. म्हणजे ती खाण्याची म्हणजे असते ना चव, त्या व्यक्तीच्या हाताला ती वेगळीच असते नाही का?
हो, हो, हो. आणि खरं सांगू का? मी किती वेळा प्रयत्न केलाय, की मी ते घरी येऊन ते करू आणि मी 1दा-2दा ना खूप-खूप प्रयत्न केले, की आपण ते तांदूळ भिजत घालू आणि मग ते तेवढ्या कन्सिस्टन्सीने वाटू आणि तिकडे गावी मिक्सरही नाही बरं का, आपला तो पाटावर हां.
हं, हं. हां. म्हणजे पाटा हां. हं, हं.
पाटा वरवंटा त्याच्यावर त्या आजी आणि कधी-कधी आम्हीही करायचो मदत. आम्ही 2घी मैत्रिणी होतो. तर आम्ही पण आजीला वाटून द्यायचो.
हां, हां.
आणि इतकं मस्त आणि आता इथे आम्ही मिक्सर आहे, गॅस आहे, असंही नाही की आपण म्हणजे, म्हणतो ना, की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला या गोष्टी मिळाल्या आहेत. पण ती चव कुठेतरी हरवली आहे.
हं, हं. बरोबर. मागेच राहिलीये. <chuckles> अजूनही आठवण येते का मग त्या आजींच्या हातच्या पदार्थाची? घावणाची?
हो ना. म्हणजे अ, मला असं वाटतं ना तुम्ही जगात कुठेही फिरा, तुम्ही कितीही चांगल्या-चांगल्या फाइव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवा. पण लहानपणी तुम्हाला आणि प्रेम.
बरोबर.
म्हणतात ना की ते प्रेमाने कुणीतरी वाढलंय त्याची काही लज्जत औरच असते.
एक बरोबर-बरोबर, अगदी बरोबर.
किती ही रेस्टॉरंट आणि ना बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये ना तुम्हाला साउथ अ मला वाटतं साऊथला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते नीर डोसा म्हणून त्याचं एक अ, असं म्हणू शकतो की एक सिमिलर पद्धतीचं 1 पदार्थ मिळतो बघा.
हं, हं. बरोबर.
तर पण आपण जो नीर डोसा खातो ना, तो अगदी म्हणजे, म्हणतात ना, पिठूळ असतो.
बरोबर.
पण ते घावण जसं मी म्हणाले, की तुम्ही त्याला थोडं तेल लावता आणि तो कांदा फिरवून मग मग त्याच्यावर टाकता, तर ते थोडंसं क्रिस्पी आणि म्हणतात ना, खाली त्याचा एक कॅरमलाइज त्याला असा लेयर आलेला असतो.
हं, हं. हां, हां, लेयर असते, हो, हं, हं.
आणि त्यामुळे त्या कांद्याचाही छान! वास आणि त्याचा एक फ्लेवर त्याला आलेला असतो. तसं नाही मिळत तुम्हाला.
सगळीकडे हं, हं, हं. म्हणजे आपल्याला पदार्थ जरी मिळाला तर तर पदार्थ करताना जी भावना जोडली जाते, म्हणजे आपल्याबद्दलची आपुलकी ज्या व्यक्तीला असते तो पदार्थ जेव्हा तो व्यक्ती आपल्याला बनवून खाऊ घालतो, त्यामधलं जे प्रेम असतं ते नाही भेटू शकत आपल्याला.
अगदी, अगदी. काय तुम्ही खरंच एकदम मस्त मुद्दा बघ म्हणजे बोललात. कारण एकतर त्या आजी तसं म्हणायला गेलं तर त्या माझ्या आजी नव्हत्या विचार करा.
हं, हं. मैत्रिणीची आजी, हां.
मैत्रिणीची आजी माझ्या, माझी शेजारी होती. माझ्या शेजारी राहायची ती. पण म्हणजे त्यांनी असं कधी फरक नाही केला बघा ना, की जाऊदे हिला कशाला आणि हल्ली जे हे चाललंय वातावरण की लोकं एकमेकांना मान देत नाहीत. माणुसकी म्हणून, आपण कुणाला मित्रांना किंवा मैत्रिणींना, कुठे घेऊन जायचं तर ते म्हणतात ना एक दुजाभाव करायचा.
बरोबर. हं, हं. बरोबर.
ते हल् म्हणजे पूर्वी तसं काही नव्हतंच. कुणीतरी आलंय, तर आपण कसं म्हणतो ना, अतिथी देवो भव. तर सगळ्यांना अगदी छान आणि ते आजी ज्या आहेत किंवा त्या पणज्या ज्या आहेत, त्यांनी ते एवढ्या म्हणतात ना ते, पुरुषप्रधान संस्कृतीत फक्त चूल आणि मूल, पण त्याचा वसा घेऊन त्यांनी हे जे म्हणतात ना एक अ, कार्यच त्यांचं म्हणायला लागेल असं वाटतं मला.
बरोबर. मूल हं. अगदी अगदीच बरोबर आहे तुमचं.
आणि
तुम्ही कधी मग हां, बोला.
नाही-नाही, हल्ली म्हणजे मग मी जरा बघते ना, की हल्लीची जी मुलं आहेत, त्यांना आवडीचा पदार्थ म्हणजे काय, तर पॅकेट फोडायचं, एकतर मॅगी करायची किंवा मग
बरोबर. <chuckles>
हो, पास्ता खायचा. आपण खरंच नशीबवान होतो असं म्हणायला हरकत नाही आहे.
हो. अगदी अगदी बरोबर म्हणजे खरं कसं, आपल्या आईला म्हणा, आजीला, इतका वेळ सुद्धा असायचा ना, म्हणजे ते सगळं आपल्याला एकदम प्रेमाने खाऊ घालायचे. असं नाही की तुला काही खावंस वाटतंय, कर ऑर्डर मग अशा प्रकारचा तेव्हा काहीच रोल नव्हता.
हो, हो. आणि सगळंच घरी बनवायचं.
हल्ली हे सगळं नक्क अगदी, अगदीच.
त्यामुळे मला इतकी मजा यायची ना आणि ते छान वातावरण. खरं सांगितलं ना, तर तेच घावणे जर आता कोणी इथेही बनवून दिले ना, कदाचित त्याच पद्धतीने अ, अजून म्हणजे बऱ्याच कारणं असतात, ज्या मावशी आपल्याकडे येतात जेवण बनवायला किंवा घरचं काम करायला, तर त्यांनाही असे बरेच उ जुने पदार्थ येतात बनवायला. पण ती कोकणची मजा, ती कोकणची झाडी, मस्त हवा, ते म्हणतात ना आणि त्या गावच्या पाण्याला ती एक वेगळी चव असते.
हं. बरोबर. हं, हं, बरोबर.
तर हां, तर तशी चव नाही मिळणार तुम्हाला आणि ती वेळ परत नाही येणार.
नक्की-नक्की. म्हणजे लहानपण जे असते ना, या सगळ्या आठवणीनं भरलेलं असतं. मग ती आठवणी कसं मोठं झाल्यानंतर जसं आता तुम्ही आठवत आहात. ते सगळं आपल्याला आठवतंय ते चव आठवते नाही का?
हो, हो.
नक्कीच.
आणि आपण जसं म्हणतो ना, एखाद्या सणाची लज्जत तेव्हा येते, जेव्हा आपल्या घरी मस्त पुरणपोळी होते तयार आणि आपण छान गुढीपाडव्याला किंवा अजून इतर सणांना आपण त्याचा नैवेद्य दाखवतो किंवा गणपती घरात आले, की आपण मग मोदक बनवतो. त्यामुळे आपल्याकडे खाद्यसंस्कृती अशी आहे ना, की सण आणि ती पारंपरिक पद्धतीचं एक म्हणतात ना, की सगळे पदार्थ तयार करणं यामुळे आपली संस्कृती अजूनही जिवंत आहे, मी म्हणेन.
बरोबर. हं, हं. हं, हं. हो, अगदी बरोबर आणि मग असं झालंय का म्हणजे तुम्ही आजीकडून परत आल्या. मग परत तुम्हाला तो पदार्थ आठवला आणि तुम्ही ते घरात बनवलं बा?
हो, तसं झालं आहे आणि खरंच मी सांगते मला त्यांच्यासारखं ते नाही जमलं. म्हणजे तशी नाही चव. मी खूप प्रयत्न केले. त्या मी एकदा ना त्यांच्या बाजूला बसून अक्षरशः बघत होते, की कसं बनवतायेत? खूप प्रयत्न केला. पण ती चव नाही येत. म्हणजे बनतं. कधी-कधी छान बनतं. पण ते म्हणतात ना, त्याची जी जी एक कन्सिस्टन्सी आहे दुधासारखी.
हं, हं. हां, हां. बरोबर.
ती, ती अचीव्ह करायला थोडं कठीण आहे आणि ती तशी झाल्यावरच तो छान त्याला अशी जाळी पडते आणि त्याचं छान थोडं क्रिस्पी लागतं. तर ते, ते मी म्हणू शकते, की ना, ते, ते एक म्हणतात, की त्यांचं कौशल्य आहे आणि ते हां, ते करून-करूनच येतं माणसाला. शिकून-शिकून.
बरोबर अगदीच. बरोबर आहे. म्हणजे आज बनवला पदार्थ मग आपल्याला कळतं की काहीतरी कमी राहिलंय बा. जेव्हा पुढच्या वेळेला आपण बनवू तर ती मागे केलेली चूक आपण सुधारून बनवण्याचा प्रयत्न करतो नाही का?
बरोबर. अगदी अगदी.
तुम्हाला असं आता-आता जुनी जी मैत्रीण आहे तुमची, ती आणि तुम्ही परत त्या ठिकाणी जाया म्हणजे त्यानंतर लहानपण ने म्हणजे मोठे झाल्यानंतर, कधी प्र प्लॅन केलाय का जाण्याचा गावाला?
हां. आई गं! मनातलं अगदी माझ्या बोललात तुम्ही, कारण नाही हो अ, आला लग्न झाल्यानंतर मग ते ना शक्यच नाही झालं. कारण की तेव्हा शक्य होतं. अ, त्या आजी एकट्या राहायच्या तिच्या आणि मग आम्ही अ, म्हणजे ते तिच्या आईच्या आई होत्या. त्यामुळे ती 20 दिवस बाबांच्या गावी जाऊन राहायची आणि मग तिला अ, कुणीच नाही राहायचं ना त्या घरात. मग तिला एकटीला जायचा कंटाळा यायचा. म्हणून मग ती मला घेऊन जायची की तू पण चल.
<chuckles> अच्छा. सुट्ट्यांमध्ये. हं. अच्छा.
आणि आता पुन्हा नंतर त्या आजी देवाघरी गेल्यानंतर, आम्हाला नाहीच मिळालं जायला. त्यामुळे मग ती खरंच आठवणच राहिली माझ्या मनात, आठवण खूप येते त्यांची पण हेच आहे आता नाही मिळत जायला.
हं. <chuckles> अच्छा. मग अ, असं म्हणजे लहानपणच्या, ज्या आठवणी आहे, म्हणजे अजूनही तुम्हाला आठवत असेल ना? म्हणजे ते आजीच्या हातची चव किंवा ते वातावरण, ते घर?
हो, हो. आम्ही खूप गप्पा मारतो. म्हणजे कधी म्हणजे ना, कधीही फोन केला, कधीही भेटलो, तर हा विषय निघतोच-निघतो की आणि आम्ही नेहमी विचार करतो, की नाही-नाही आपण तिकडे जाऊया. कारण तसं म्हटलं ना तर ते तिकडचा जो एरिया आहे, तिथे तो लोकप्रिय पदार्थ आहे.
हं, हं. अच्छा.
आणि बरेच जणं बनवतात. तर असंही वाटतं कधी-कधी, की हां, जाऊन तिकडे राहावं आणि तो-तो पदार्थ पुन्हा खावा. पण म्हणतात ना, की ते घर म्हणजे त्या आजींचा ठेवा होता आणि आता तिथे जायचं म्हणजे ते घर अगदी ओकबोक असेल. मग परत अ, म्हणतात ना, ते विचित्र वाटतं. म्हणून मग आम्ही ठरव
बरोबर. नक्कीच. नक्कीच आवडता व्यक्ती नसल्यानंतर कसं आपल बदलतं ना?
हां. हो, तसं होत गेलं मग ते म्हणून म्हणतो आम्ही ठीक आहे मग आता तेच ना, असंच झालंय, की ती आठवणच राहिली आहे मनात.
आठवणचं राहिली. <chuckles> खूप-खूप छान सांगितलं आणि तुमच्यासोबत बोलताना, मला एक नवीन रेसिपी मिळाली घावण आणि खूप छान, खूप मज्जा आली आणि मी सुद्धा तुमच्यासोबत बोलताना, मलासुद्धा माझ्या लहानपणीचं आठवत गेलं आणि असेच पदार्थ नवीन पदार्थ शिकायला नेहमी-नेहमी मिळत राहावं असं वाटतं मला. तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं.
हो, हो. मलाही खूप छान वाटलं. धन्यवाद.
धन्यवाद.